सिनेमा हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक खूप महत्वाचा भाग असतो. आणि अनेक सिनेमे तर आपण आयुष्यात पाहतोच, पण त्याचबरोबर एखाद्या सिनेमाचा एखादा सीन, कधी-कधी खूप छान छाप पाडून जातो. तर तुमची अशी एखादी आठवण आहे का हो? की एखादा सिनेमा तुम्ही पाहिलात, त्यातला एक सीन जो आजपर्यंत तुमच्या मनावरती एक ठसा उमटवला आहे.
हं. हो, हो. हं, हं. बरोबर, बरोबर. बघा म मी नाही का असच अ, एक दिवस, असं मूव्ही बघायचं होतं मला, एक दिवस खूप फ्रस्ट्रेशनमध्ये होतो कामाच्या तापामुळे वगैरे असं. तर अ, त्या दिवशी मी ठरवलं की एक अ, मूव्ही बघायला पाहिजे. तर असं सर्च करता-करता, करता-करता नाही का, एक मूव्ही माझ्यासमोर आला. त्या मूव्हीचं थंबनेल असं होतं ना, की एक अ, अ, एकदम त्याला म्हणू शकतो आपण एकदम चांगल्या घरचा मुलगा दिसतोय तो आणि अ, कपडे वगैरे मळालेले आहेत, आणि केस वगैरे त्याने विंचरलेले नाही बरोबर काही नाही, पण अ, तो नाही का सनराईजला बघत आहे, असं किनाऱ्यावर बसून नदीच्या आणि त्याच्या डोळ्यामध्ये जर बघितलं ना एक अ, एक शांतता आणि एक प्रसन्नता दिसत आहे. तर मला तो थंबनेल बघूनच असं झालं की नाही, याचं एकदा मूव्ही बघायला पाहिजे मी हा. त्या मूव्हीचं नाव होतं, इंटू द वाइल्ड.
बरं. हां. ओह! वाह! ओके.
हां, तर ज्यावेळेस मी तो मूव्ही सिलेक्ट केला, त्यावेळेस तो सुरू झाला होता. अ, त्या मुलाचं ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये अ, सुरू होतं. तर तो ग्रॅज्युएशन त्यांनी कंप्लीट केलं. मग त्याचे मित्र होते. अ, त्यांच्या मित्रासोबत पार्टी वगैरे झाली. त्यांचे आई-वडील पण तिथे होते. तर मग ते एकमेकांसोबत डिस्कस करत होते, की आता काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे जीवनात? काही मित्र जे होते ते अ, सांगत होते, की "मी आयटीमध्ये जाणार," कोणी म्हणतंय, की "मी आर्मीमध्ये जाणार आहे, आर्मी ऑफिसर बनेल." अ, कोई म्हणते, की "माझ्या बाबाचा असा बिझनेस आहे. तो मो मी पुढे घेऊन जाईल." आणि याच्या आई-बाबाला वाटलं, की हे पण असं काहीतरी सांगेल. पण अ, याचं वेगळच आलं, की याच याला म्हणायचं होत याला यानी म्हटलं, की "मला अलास्का जायच आहे," म्हणून. हां आणि ते पण पायी जाणार आहे. त्याचे आई-बाबा म्हणजे असे चिडले, म्हणे, "तू असं कसं करणार आहे? मग ग्रॅज्युएशन घेऊन फायदा काय, इतके पैसे लावले आम्ही," असं केलं, तसं केलं. मग अ, तो नाराज झाला, तिथून निघून गेला. मग घरी पण त्याचं असंच चालू होतं. मग अ, एक दिवस काय केलं त्यानं? घर सोडून दिलं.
अच्छा. हां. हं, हं. हं. ओह! अरे बापरे! हां. बरं.
आणि बाबाला सांगितलं, "मला तुमचे पैसे नको, तुमची प्रॉपर्टी नको," म्हणं, "काहीच नको." इव्हन त्याची बाबा जे होते ना, त्यांच्या बाबाकडे खूप मोठा पैसा होता. पूर्ण बिझनेस वगैरे तो अं, बाबा हँडल करायचे. हां, त्याची आई पण बिझनेस हँडल करायची आणि त्यांना एकच मुलगा होता तो. हां, मग तर त्यांनी सगळे पैसे वगैरे त्याच्या बाबांकडे देऊन टाकले आणि त्याची एक बॅग होती, ती बॅग उचलला आणि तो निघून गेला.
हं. अच्छा. बरं.
आणि तो निघून गेल्यानंतर नाही का, तो पैदलच चालायला लागला. अ, अलास्काकडे. म्हणजे स अमेरिकाकडून अ, ते न्यूयॉर्क सिटी. त्या सिटीतून तो पैदल पैदल अलास्काकडे चालत गेला.
अलास्काकडे. अरे बापरे! ओह!
आणि रस्त्यात इतके प्रचंड म्हणजे इतके मस्त अनुभव त्याला आले ना, की तो जात-जात, चालत-चालत जाताना, रस्त्याने जाताना, मग तो एक दिवस त्याला जेवायलाच नाही भेटलं काहीच.
ओ!
अन् मग त्याला झोपायला काही नव्हतं. ते इतके सीन इतके खास होते ना, त्या एक डायरेक्टरने इतके जबरदस्त अ, सीन कॅप्चर केले होते ना, तर मला असं वाटत होतं, की हा वास्तविकमध्ये घटना घडते माझ्यासमोर असं. इत हां.
वाह! किती छान. म्हणजे एकच सीन नाही, कदाचित अनेक सीन असतील जे तुम्हाला एकदम भावले असतील. पण तुमच्या वैयक्तिक अनुभवांशी कसं काय जोडला गेला आहे हा पिक्चर, असं तुम्हाला वाटतं?
ऑनेस्टी आहे तिच्यामध्ये. हां. हां, हां, हां. अ, हां. अ‍ॅक्चुअली ना, माझा स्वभाव असाच आहे की मला नाही का, जे पारंपरिक बंधनं आपल्यावर लालले लादलेले आहेत ना, की यांनी असंच करायला पाहिजे, तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यावर जॉब करायला पाहिजे, जॉब केल्यावर लग्नच करायला पाहिजे, लग्न केल्यावर अ, मुलं-बाळं, नंतर अं, त्यांना हे राखायचं, त्यांचं लक्ष द्यायचं. हे सगळं एक अ, पॅटर्न बांधलेलं आहे पूर्ण सोसायटीने. आणि तो व्यक्ती या पॅटर्नला तोडायची हिम्मत करत होता. हां. तो
हां. हो ना. हम्म. आणि तुम्ही तो व्यक्ती आहात, असं तुम्ही मानता. <chuckles>
हां, मला असं फील झालं, की खरंच अ, मी पण एका पॅटर्नमध्ये बनतोय, म्हणजे वास्तविक आपलं काही उद्देश आहे का नाही या जगात. आपल्याला काय करायचं आहे, का फक्त एक अ, ठरवून दिलेलं आहे, की एवढं-एवढंच करायचं आहे, सोसायटीने तेवढंच करायचं आहे आणि मरून जायचंय. असंच, एवढंच करायचं का?
हं. खरंच. खरंच बघा ना, किती म्हणजे खोल गोष्ट बोललात तुम्ही, की अ, त्याच-त्याच साच्यांमध्ये त्या मुलालाही जगायचं नव्हतं आणि तुम्हालाही जगायचं नाहीये. पण हे तुम्ही जेव्हा पहिल्यांदा पाहिला हा सीन, तेव्हा तुमच्या एक मानसिकतेवर किंवा मनस्थितीवर काय बदल झाला बरं, तुम्ही सर्वात पहिल्यांदा पाहिला तेव्हा?
हं. अं. हां. हं. हां. ज्यावेळेस मी सगळ्यात पहिल्यांदा बघितलं ना मला वाटतंय हा मूरख आहे का, म्हणजे एवढे पैसे आहेत, सगळ्या गोष्टी सोडून जातोय. पण अ, मला त्या डायरेक्टरने इतकं छान कॅप्चर केलं ना, की ज्यावेळेस त्याच्याकडे सगळे पैसे असतात. तो चांगला कोट घातलेला, एकदम प्रॉपर हेअर कट केलेली, सूट-बूटमध्ये पार्टीमध्ये बसलेला आणि त्याचे डोळे जे होते ना, त्या डोळेमध्ये अस्वस्थ असं दिसत होती म्हणजे त्यांचे डोळे जे होते ना शांत नव्हते असे. त्याच्यामध्ये अशी बेचैनी दिसत होती, की त्याला अ, काहीतरी आतून नाही का असं अ, सांगतंय, की पळ इथून म्हणून असं, हे काय करतोय तू मूर्खासारखं, याच्यासाठी नाही बनलेला तू आणि ज्यावेळेस तो घराच्या बाहेर निघाला. आणि ज्यावेळेस तो अ, सनसेट अ, एकीकडे होतोय आणि इकडे तू रस्त्याने चालत-चालत जातोय. त्याची डोळे इतकी शांत दिसत होती ना त्यामध्ये, की मी म्हटलं की खरंच अ, बाहेर किती पण तुमच्याकडे सुविधा असेल, किती पण तुमच्याकडे पैसे असेल ना ते एवढे महत्त्वाचे नाहीत. तुम्ह आतून शांतता आहे का तुम्हाला, तुमचं मन स्थिर आहे का हे महत्त्वाचं आहे तिथे.
हां. हं. वाह! खरंच किती छान. म्हणजे ही झाली मनस्थिती पण अ, ते पाहता-पाहता नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणीही आलं असेल का नाही आलं?
हम्म. हां. नक्कीच, नक्कीच. मला तो पहिला सीन पाहून नाही का इतका भावला तो, की माझ्या डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात झाली होती. ज्यावेळेस तो बाहेर निघाला ना तर मी सांगितलं की त्याला अ, पहिले नाही का पहिल्या दिवशी त्याला काहीच खायला नाही मिळालं आणि तो एका झाडाखालीच अ, रस्त्याच्या किनाऱ्यावर झोपलेला होता. आणि सकाळी ज्यावेळेस उठला ना तर त्या चेहऱ्यावर इतकं शांतीभाव दिसत होती मला बापरे बाप! म्हटलं काय लाईफ जगतोय म्हणजे हा. एकच दिवस झाला त्याला जगून आणि काय लाईफ आहे ह्याची. म्हणजे पूर्णतः स्वतःवर निर्भर होता तो. म्हणजे असं काहीच नाही की दुसऱ्यावर निर्भर आहे, दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार तसं वागायचं तसं काहीच नाही. म्हणजे आपल्याकडे असते ना की एक दिवस असा निघतो ज्यावेळेस आपल्या डोक्यात काहीच नसते आपल्या डोक्यामध्ये. ती किती शांतता आहे ना म्हणजे काहीच करायचं नाहीये आपल्याला आता, तर ती एक स्थिती आहे ती किती शांतीची स्थिती आहे ना, ती बघून मला खूप छान वाटत होतं त्यावेळेस. म्हणजे अ, मी व्यक्तही नाही करू शकत तो. त्या डायरेक्टरने कसं ते शूट केलं मला काही समजलं नाही असं.
हां. हं. <chuckles> हं. हं, हं. हो. बघा ना, म्हणजे त्यांनी त्या मुलाच्या नाही पण तुमच्याच भावना कॅप्चर केल्या असं दिसतंय. पण तुमचा मग तुमच्या खऱ्या-खऱ्या आयुष्यात एक हे पाहून आत्मविश्वास वाढला का कुठेतरी, की ह्या सगळ्या साच्यातनं थोडंसं आपणही बाहेर आलं पाहिजे?
हां, त्यांने हो, बरोबर. हां, बरोबर आहे. अ‍ॅक्चुअली तो मूव्ही जो होता ना ते मूव्ही बघितल्यानंतर माझ्या मनात नाही का एक अशी भावना येत होती, की मला पण नाही का हे सगळं स्ट्रेस आहे ऑफिसचं अ, ताणतणाव आहे. अ, जे थोडेसे घरी पण प्रॉब्लेम सुरू होते, नातेवाईकांचे काही प्रॉब्लेम सुरू होते. तर मी कंटाळलो होतो याच्या गोष्टीला सगळं आणि इव्हन तुम्हाला सांगू का माझी टेंडन सुसायडल टेंडन्सी होत होती त्या काळात.
हां. हं. बरोब अरे बापरे!
हां. आणि तो मी मूव्ही बघितला ना, तर मला इतकं छान वाटलं अ, त्या मूव्हीनंतर मग मी एक अ, एक नर्मदा परिक्रमा म्हणून अ, नाव ऐकलं होतं त्याच्याबद्दल आणि मग ते करायला पण गेलो मी. आणि हां, तर म्हणजे अं, ती मूव्हीने मला मोटिव्हेट केलं, की एक अ, दृष्टिकोन असा दिला, की एवढं जे आपण आयुष्य जगतो ने फक्त तेवढंच आयुष्य नाहीये. अजून खूप काही आहे या जीवनात करण्यासारखं, शिकण्यासारखं. खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे लोकं आहेत, त्यांच्या भावना आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांच्याजवळ जाऊन बसायचं, बोलायचं त्यांच्यासोबत, त्यांचे अनुभव ऐकायचे आणि शिकत राहायचं. या जीवनात कायम, आपण शिकायसाठी आलेलो आहे. हां.
हो. अरे वाह! किती छान. खरंच. किती छान! खरंच म्हणजे नर्मदा परिक्रमा करतांना अक्षरशः तुम्ही तो पिक्चर स्वतः वरती आणलात आणि जगलात त्या मुलाची कहाणी, जणू काही नाही का?
बरोबर. <chuckles> हां, अ, म्हणजे तो मुलगा, त्याला नाही का काहीच घेणं नव्हतं, मी कसा दिसतोय, अ, माझ्याकडे पैसे आहेत का नाही, काहीच नाही म्हणजे पुढच्या क्षणाचा पण त्याला काही एवढा चिंता नव्हती. तो वर्तमानात पूर्णतः आनंदात जगायचा. तसंच मी जगण्याचा पण प्रयत्न केला तिथे, परिक्रमामध्ये आणि मला समजलं, की खरा आनंद जो आहे ना तो वर्तमानातच आहे. भूतकाळाची विचार करून, त्याची अ, दुःख घडून आणि भविष्याची चिंता करून, अं, जे भेटते त्याच्यामध्ये आपण वर्तमान तर दुःखी होतोच आणि आसपासच्या आजूबाजूच्या लोकांना पण दुःखी करतो.
हां. खरंच. हो ना आणि मिळवत तर काहीच नाही. इथेच दुःखताच राहतो आपण. मग अ, हे तुम्ही परिक्रमा करतांना किंवा जेव्हा एकटे फिरायला गेलात, तेव्हा तुम्हाला ह्या कॅरेक्टरबद्दल म्हणजे त्या मुलाबद्दल अजून जास्त सहानुभूती कशी वाढली बरं?
मिळवत तर काहीच नाही. तेच तर आहे मग. हां. खूप, मला म्हणजे ज्यावेळेस मी स्वतः त्याची लाईफ तिथे एक्सपिरियन्स करत होतो ना हां, तर अ, मला म्हणजे असं वाटत होतं, की तो जो मुलगा आहे त्या मूव्हीमध्ये नंतर मला ते समजलं, की ती मूव्ही एक ट्रू इन्सिडन्सवर आधारित होती, त्यावेळेस हां, तर मग मला समजलं, की जो खरा व्यक्ती आहे ज्यांना हा जीवनात अनुभव केला आहे, तो किती भाग्यवान म्हणावा. म्हणजे त्यानं सगळं काही सोडायची ताकद दाखवली आणि त्याला मग ईश्वरानं किंवा दैवी शक्तीनं असे काही अनुभव दिले, निसर्गाने काही असे काही अनुभव दिले, ते जीवनभर त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मग अ, जे आहे स्माईल म्हणतो ना एक अ, शांती आणि संतोष कंटेनमेंट आणि एक अ, आनंद त्याचा एक हसू येते चेहऱ्यावर ना, अ, जो ज्याच्या मागे काहीच अशी अपेक्षा नसते, काहीच नसते. ती जी हसू आहे ना ते कायम उम्म, अ, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर राहते हां आणि हां, ती मला जगण्याचा इथे मौका भेटला असे आहे.
हां, एक्झॅक्टली. अच्छा. हं. हं, हं आणि तुम्ही ते जगलात प्रत्यक्षात नाही किती छान. मग तो सीन जेव्हा-जेव्हा तुम्ही पाहिला असेल म्हणजे अनेक सीन तुम्ही वर्णन करताय अगदी सुंदरपणे, पण मग तुमचा एकूणच आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन कसा बदलला? म्हणजे आपण बोलणं एक असतं, की मला ह्या टेम्प्लेटमध्ये जगायचं नाही आहे, की 25 ला लग्न, 30 ला 1 मुलगा, 35 ला 2 मुलं, पण ते करणं तेवढं अवघड असू शकतं, म्हणजे तेवढं सोपं नसतं. मग तुम्ही काहीतरी अंमलात आणायचा प्रयत्न केलाय का तुमच्या आयुष्यात?
हां, हां. हां, हां, हां, खूप. हां. हां, बरोबर. अवघड आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हां, तर मी स ठरवलं त्यावेळेस, की नाही, म्हणजे मला लोकं म्हणतीलच असं करायचं, म्हणूनच मी तसं करणार नाही. मी खरंच त्याबद्दल विचार करेन आणि आजच्या कंडिशनला ते सूट होतंय का, जसं की पहिलेच्या कंडिशनमध्ये एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हती. त्यामुळे आपल्याला कोणतरी व्यक्ती लागायचा आजूबाजूला, की अ, आपले आपण ज्यावेळेस बिमार पडू तर काय होईल. तर अ, त्यावेळेस आजूबाजूला कोणतरी आपला अ, जवळचा व्यक्ती लागायचा, पण आता टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे खरंच आपल्याला लग्न करायचं आवश्यक आहे का, खरंच अ, मुलं-बाळं पाहिजे का, यावर विचार करण्यासाठी मला वेळ भेटला. आणि एक अ, दृष्टिकोन तसा भेटला, की अ, लाईफ जी आहे ना, ती अशी अं, एक अ, छोट्या सर्कलमध्ये नाही आहे. ती तिच्यामध्ये खूप मोठ्या संभावना आहेत आणि आपली परंपरा म्हणा किंवा हे आसपासची लोकं आहेत ना, अ, ते अ, त्यांची लाईफला नाही का एका सर्कलमध्ये जगतात आणि त्यांची अपेक्षा असते, की आपण पण तसच जगायला पाहिजे, नाही का. पण मला वाटतं, की प्रत्येकाची ही लाईफ वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे आणि त्याने तो स्वतः ठरवायला पाहिजे, की आपल्याला कसं जगायचं आहे आणि ती जगण्यासाठी जी हिंमत मला मिळाली ना, ती त्या सीनमधून आणि त्या मूव्हीमधून मिळाली हां, तो मूव्ही जो होता
हं. हो. खरंच. हो. खरंच. खरंच, मग पुढे एक अ, पुढची एक 2-3 वर्ष जर तुम्ही बघायची असेल तुमच्या आयुष्यातली, 2-3 नाही 5 वर्ष तर तुम्ही कुठे पाहता स्वतःला?
हां, हां. हां, हां, हां, हां. अ, 5 वर्ष जर बघायची समोरची, तर मी वास्तविक जर खरं-खरं सांगू ना, तर मी स्वतःला वर्तमानात आनंदी राहील बस. एवढंच बघतोय. सत्ता <chuckles> हां, भविष्यात काय होईल त्याची चिंता नाही. फक्त वर्तमानात मी आनंदित आहे, यहींच एवढीच माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे बस. भविष्यात काय होईल, कसं होईल, ती चिंता ईश्वरावर मी सोडून दिली पूर्णतः.
हं. वाह! वाह, खूपच सुंदर! म्हणजे हा प्रश्नही चुकीचा होता कदाचित, की 5 वर्षापुढं तुम्ही काय कराल? कारण तुम्ही वर्तमानात जगत आहात, नाही का. म्हणजे बघा ना, एका दृश्याने तुमचा दृष्टिकोन किती बदलला आणि तुमचा तो ग्राफ म्हणजे आलेख, की कुठून कुठे आलात. कुठेतरी जीव देऊन टाकायची भावना आणि आज जग जिंकायची भावना. कशी? तर ती स्वतः वर्तमानात जगून. हे खूप मोठा बदल तर आहेच तुमच्यात पण खूप अ, म्हणजे प्रेरणात्मक ही आहे. तर तुमच्या हे सगळी कथा ऐकून आणि तुमच्याबरोबर संवाद साधून खूप जास्त आनंद झाला. तुमचे खूप खूप धन्यवाद.
<laughs> <chuckles> हां. हं, हं. हां, बरोबर. हां. बरोबर. हां. हो. मला पण, <chuckles> मला पण खूप छ छान म्हणजे, आनंद झाला तुम्हाला हे सगळं बोलून, पण माझ्या डोळ्यात त्यावेळेस पाणी येत होते. माझ्या जीवनातल्या ज्या गोष्टी झाल्या, मला कोणालातरी सांगायच्या होत्या. आज तुम्ही मला भेटले आणि तुम्हाला सांगितलं, मला खूप जास्त मन मोकळं झालं माझं. तुमचं पण खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद.